आपल्याला ही गोष्ट तर नक्कीच माहीत आहे, की माणूस एक सामाजिक प्राणी आहे. तर माणूस एक सामाजिक प्राणी आहे, याचा अर्थ समाजात राहतो, याचा अर्थ एकमेकांशी संपर्क येणार, म्हणजे त्याचं बोलणं, क्रिया-अंतक्रिया या होत राहणार. तर अशा पद्धतीनं एकत्र काम करताना वगैरे मतभेद निर्माण झाल्यावर, तुम्ही काय करता?
हं. हं. अ, हां, कधी-कधी असं होतं, की आपण अ, एक आपले एक वेगळे विचार असतात, समोरच्या व्यक्तीचे एक वेगळे विचार असू शकतात. तर अशा वेळेस ना, मी अ, सुरुवातीला थोडं शांत राहण्याचा प्रयत्न करते. अशी लगेच मी प्रतिक्रिया देत नाही, थोडं विचार करते. पहिलं तर त्याचा पूर्णपणे ऐकते, तो काय म्हणला आहे, त्याच्यानंतर त्याच्यामागचं मी कारण बघते, विचार करते आणि मग मला वाटतंय, की अ, शक्यतो म अशा ह्याने ना मतभेद थोडे कमी होतात.
हां, बरोबर आहे. बरोबर आहे ना. हं. हां, पण असं एखादी घटना तुमची तुमच्याबरोबर झाली असेल, की तुम्ही एखादं काम करायला घेतलं आहे आणि काम करायला घेतल्यानंतर मुलांची किंवा मुलींची संख्यासुद्धा 5, 6, 7 आहे, अशी आहे. आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, एकमेकांबरोबर वाद होतोय, मतभेद निर्माण होत आहेत. मग अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं किंवा तुम्ही ती परिस्थिती हाताळण्यासाठी काय उपाय केले?
हं. हं. नक्कीच म्हणजे आता कामात अ, आम्ही जेव्हा काम करतो जेव्हा एक प्रोजेक्ट दिलेला असतं, तर त्या प्रोजेक्टमध्ये ना 6-7 जणं असतात, बरं का? तर कधी-कधी असं होतं ना, की प्रत्येकालाच प्रत्येकाचे विचार पटतातच असं नाही. काही-काहींचा असतात किंवा काही-काहींची काम करण्याची जी पद्धत असते ना, ती वेगळी असते. मग अशा वेळेस जुळूवून घेणं, हे थोडं कठीण पडतं. मग आम्ही काय करतो ना, नेहमी मधला मार्ग निवडतो. ठीक आहे, थोडं तुझं ऐकू, थोडं माझं ऐकू किंवा कधी-कधी जर आपल्याला वाटते, की समोरचा व्यक्ती आहे ना तो खरंच अ, आप एक अ, त्याचं जर खरंच चुकीचं आहे किंवा तो जो पद्धत म्हणतोय, ती नाही चांगली ती पद्धत चुकीची आहे, तर थोडं आपण त्याला समजून सांगितलं तर तरी तो व्यक्ती समजून घेऊ शकतो.
हां. हो, नक्कीच. हं, नाही पटणार. अ, हो. नक्कीच. हो. अ, हां. बरोबर आहे, की मग असं एखाद्या वेळेस तुमच्याबरोबर झालंय की पुढच्या व्यक्तीला म्हणजे तुम्हाला समजवून द्यायचं आहे किंवा तुमची बाजू मांडायची आहे आणि मतभेद निर्माण झालेत. मग असे मत भेद निर्माण झाल्यानंतर तुम्ही काय करता? म्हणजे डायरेक्ट त्याला तोंडावर बोलून टाकता, की बाबा "हे तुझं चुकीचं आहे. मी काय म्हणतोय ते ऐकून घे" अशा पद्धतीनं बोलताय? का बाबा "अरे ऐक जरा शांततेत," असं म्हणजे थोडा वेळ घ्याल पण थोडं व्यवस्थित भाषेत समजून सांगता, असं म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला योग्य वाटते?
हं. हं. <chuckles> हां. हं. अ, नक्कीच म्हणजे कसं आहे ना? असे जे मतभेद असतात ना, तर त्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही बोला, तुम्ही संवाद साधा, ठीक आहे. जर तुम्ही शांतच बसला ना, तर त्याने अजून गैरसमज निर्माण होतात हां. तर बोलून क्लिअर केलं पाहिजे पण बोलण्याचीपण एक पद्धत असते, ठीक आहे. कधी-कधी असं असते ना, की आपली आपली बाजू बरोबर असते, पण आपली मांडणी जी आहे ती चुकीची असते. म्हणून समोरचा व्यक्ती त्याला समजून घेत नाही, ठीक आहे. आपण जर एकदमच असं उद्धटपणे बोललं तर समोरच्या व्यक्तीला राग येतो म्हणून मग आपण नेहमी
हां. हं, हां. हं, बरोबर आहे की. अ, हां. बरोबर आहे की. बरोबर आहे, की असा एखादा अनुभव तुम्ही आता घेतला, की पुढचा एकदम बोलला तुम्ही त्याच्यामुळे पुढच्या व व्यक्तीची सुद्धा प्रतिक्रिया तुमच्या ह्याच्यानुसार चेंज झाली वगैरे, असा काय अनुभव तुम्हाला आला आहे?
हो नक्कीच आला आहे अ, माझे जे अ, बॉस होते ना, तर त्यांनी मला एक काम दिलं होतं आणि ते बोलले होते की अ, त्यांनी एक स्टेप्स काही दिल्या होत्या. त्या बोलल्या की तुम्ही ह्या स्टेप्स मी केलं पाहिजे. पण मला असं वाटलं, की ते काम आपण अजून बेटर वेमध्ये करू शकतो, तर मी ते केलं, ठीक आहे. पण त्यांना कुठेतरी राग आला, की मी त्यांना न सांगता केलं किंवा माझी आधी परमिशन घ्यायला पाहिजेल होती, ठीक आहे. तिथं माझं मी मान्य करते, चुकले, पण मी त्यांना पटवून दिलं, की हे का तुमच्यापेक्षा बेटर आहे? किंवा हे आपल्या कंपनीसाठी हे कसं फायदेशीर होऊ शकतं आणि ते अ, खरंच त्यांनी अ, त्यांना ते कळलं आणि त्यांनी मला मग नंतर ॲप्रिशिएशन पण दिलं.
हां. हं. हं. अ, बरोबर. अं, हां. हां. बरोबर आहे की. अं, हां. होय. पण ज्यावेळेस तुमचे मतभेद निर्माण झाले, त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस तुमची बाजू मांडली. त्यावेळेस तर ते शांत झाले हे गोष्ट तर नक्कीच. पण ज्यावेळेस त्यांना ही गोष्ट लक्षात आली, की बाबा मी जे सांगितलं. तिनं न करता स्वतःचे विचार किंवा मतभेद निर्माण झाले त्या दोन गोष्टींमध्ये करायला, तर त्यावेळेस त्यांची पहिली रिएक्शन काय होती, की त्यांनीसुद्धा शांततेत घेतलं का त्यांची प्रतिक्रिया अशी एकदम कठोर होती?
हां. हं. हं. हं. हं. अ, एकदमच कठोर होती. <chuckles> पण मी अ, मी खूप शांत राहिले म्हणून ते जे आहे ना, ती सिच्युएशन मी खूप छान हाताळली असं मी म्हणेन. कारण जर समोरचा व्यक्ती जर रागात असेल, तर आपण थोडं शांतपणे घेतलं ना, तर आपण ती सिच्युएशन छान हाताळू शकतो. जर समोरचा व्यक्तीपण रागात आणि तुम्ही पण त्याचा अजून राग दाखवलात मग तर भडकाच होणार.
<laughs> हां. <chuckles> हं. हं. बरोबर आहे की. अं, मग काय, मग काय. मग अशा परिस्थितीत तुम्ही नेहमीच शांत राहणं हे कुठेतरी असं अ, हे वाटत नाही का? की दरवेळेसच बाबा मतभेद निर्माण होतात आणि आपण आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो आहे पण पुढचं ऐकत नाही? पण दरवेळेस आपणच माघार घ्यावी. हे तुम्हाला असं कधी वाटलं नाही, की बाबा, आपण चुकीचं वागतो आहे?
हं. नाही, नाही. माघारी घेणं मी शांत बसत नाही. मी माझी बोलण्याची जी पद्धत आहे ना, मी शांतपणे सांगते. शांत नाही बसत मी हां, तर ते एक आहे, की माघारी मी घेत नाही. पण माझी जी बोलण्याची टोन असते ना, ती खूप सौम्य आणि खूप शांत असते. जेणेकरून मी अ, काही काहींकडे ना, तुम्हाला माहिती आहे ती एक कौशलता असते. आपली आपलं बोलणं समोरच्याला पटवून देणं, ही एक खरंच कौशलता आहे आणि ती प्रत्येकालाच जमते असं नाही.
हां. <chuckles> हां. बरोबर आहे की. मग तुम्हाला कधी असं अचानक होत नाही का? की बाबा एकदम तुम्हाला कधी झालं असेल की पुढच्याचं बोलणं पटलं नाही आणि अचानक तुम्हाला त्या गोष्टीचा राग आला आणि पटाक-धिशीने बोलला असं कधी नाही होतं?
असं पहिलं होत होतं. म्हणजे मी तर म्हणतात ना माझा स्वभाव थोडा आधी तापटच होता. अ, म्हणजे मी एखादं काम एखाद्या पद्धतीनं मला करायचं असेल आणि समजा दुसरा कोणी येऊन मला म्हणत आहे की नाही ही पद्धत नाही, ती पद्धत करा किंवा मी जे खूप काही वर्षांपासनं म्हणजे मला पहिलं माझे सासू आहेत ना तर त्यांचा पण कधी-कधी राग यायचा. मी या पद्धतीनं भाजी बनवते त्यांचं असायचं "नाही, आपल्या घरात दुसऱ्या पद्धतीनं भाजी बनते त्याच पद्धतीनं बनायची." चव तर मा मला माहीत चव कळतेच ना पण त्यांचं असं होतं की फक्त ती घरात चालत आली आहे म्हणून ते तसं करायचं. मग थोडं माझी चिड-चिड होत होती, उलट उत्तर देणं किंवा हे. पण नंतर हळू-हळू मी पण अ, ते कळलं की अशाने तर नाती खराबच होणार आहे आणि शेवटी त्यातनं काही साध्य तर होणारच नाही. त्यापेक्षा मी अ, थोडं स्वतःला काम डाऊन करायला मग कधी-कधी मी थोडं अ, तर मी थोडं माझ्या रूटीनमध्ये थोडं योगा आणि मेडिटेशन हे पण करते. तर थोडी ती शांती आपोआप ती आली आहे. आणि मग ते अ, म्हणतात ना की कसं आपण आपलं जे मत आहे ते समोरच्याला कसं आपण पटवायचं शांतपणे, ते पण आता मला कळायला लागलंय.
हां. हां. बरोबर आहे. हां. <chuckles> हां. बरोबर आहे. ते. हम्म. नाही होत. अ, हां. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या घरात, म्हणजे फक्त म्हणजे वाद झाले तर सगळे शांत आहेत का असे
हं. नाही, नाही काय आहेत ना, काही-काहींचा जो स्वभाव असतो ना, तो खूप तडकीफड असतो. म्हणजे आपण आपलं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच, ते स्वतः बोलून मोकळे होतात. अ, आ हं.
म्हणजे <chuckles> हां. हो, नक्कीच. मग काय. पण, अशी काही परिस्थिती निर्माण झाली, की तुम्ही आधी एवढ्या तापट होता आणि अचानक एवढ्या शांत झाला?
<chuckles> अ, नाही ते कसं आहे ना, मला माझ्या आईनं मग समजून सांगितलं. ती बोलली, की अ, आपण जेव्हा अशी एकदमच, अशी रिएक्शन हे देतो, उलटं बोलतो, कितीपण झाले तरी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. ठीक आहे. तर त्यांना त्यांचा मान, रिस्पेक्ट ही तर दिलीच पाहिजे आणि अश्याने नाती खराब होतात. अ, ती गोष्ट असते छोटी, पण आपण असं रागाच्या ह्याच्यात काहीतरी असं बोलून जातो, की ते मनाला लागतं समोरच्या व्यक्तीला. तर थोडं मला असं वाटतं, की त्या बोलल्या की "मोठी जणं थोडं माघारी घेतलं, थोडं झुकाव लागलं तरी काही हरकत नाही, आपलीच माणसं आहेत." <chuckles>
हां. हं, नक्कीच. खरं आहे. अ, हां. मग काय. आता हे मन शांत ठेवण्यासाठी किंवा आता ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय, की मतभेद निर्माण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे डोकं शांत ठेवणं. मग ही डोकं शांत ठेवल्यानंतर तुम्हीसुद्धा आधी ज्या पद्धतीनं तापट होता, मग हे शांत डोकं करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या? की तुम्हाला जरा मनावर नियंत्रण आलं किंवा तुम्ही शांत झाला, अशा काही गोष्टी सांगाल का?
हं, हं. हो, नक्कीच. जसं मी आधी सांगितले ना, मी अ, थोडं-थोडं माझ्या रूटीनमध्ये मी योगा, थोडं मेडिटेशन करते किंवा जर मला कधी-कधी कामाचा स्ट्रेस हे जरी जाणवला ना, तर मी मध्ये मध्ये थोडे ब्रेक्स घेते, थोडी स्मूथ म्युझिक ऐकते. जेणे करून काय होतो ना, माझा कामाचा ताण कमी होतो आणि त्याचा राग जी काही चिडचिड आहे ना, ती बाकी कुठल्या गोष्टींवरती निघत नाही. कधी-कधी आपला अ, रागच कारणीभूत असतो मतभेद व्हायला, असं मी म्हणेन. तर अ
हां. हां. हं. हं. <chuckles> बरोबर आहे की.
ते एक आहे, की ते एक मी मॅनेज करते किंवा अ, राग आला ना, मी त्याच वेळेस लगेच बोलत नाही. थोडं अ, म्हणतात ना, बोल बोलणं टाळते कारण समोरचा व्यक्ती पण रागात असतो. तर लगेच त्या विषयावर बोलण्यापेक्षा ना, मी थोडं बोलणं टाळते आणि मग नंतर जेव्हा सगळं स्थिती जेव्हा नॉर्मल होते ना, मी परत मग त्या विषयांवर शांतपणे बोलते.
अ, हां. हं. अं, हां. आता कसं आहे, मतभेद तर निर्माण होणारच कारण एक व्यक्ती हा प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या पद्धतीनुसार विचार करतो. हं. तर मग हे मतभेद निर्माण झाल्यानंतर, तुम्ही तुमचं मत मांडलेलं बाबा माघार घेणं, हे कशाच्या आधारावर ठरवतं, बाबा, एखादं बाबा अं, आपल्यापेक्षा कमजोर आहे. मग बाबा माझीच गोष्ट बरोबर आहे, म्हणून मी माझी गोष्ट त्याच्यावर अं, लादली. अशा गोष्टी करता का, असं काही नाही की जो बरोबर असेल त्याचं ऐकून घेता व्यवस्थित?
हो. हं. हं. हं, हं. तर अ, नाही ते कसं आहे ना, ते डिपेंड करते, की विष हां.
कारण प्रत्येक हां. आता कसं आहे प्रत्येक माणसं आपला आपला विचार मांडतो. याचा अर्थ प्रत्येक माणसाला असं वाटतं, की माझं बोललेलं जे आहे ते बरोबर आहे. मग अशा वेळेस तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घेता? की आता ही मतभेद निर्माण झाला, की आता माझीच गोष्ट बरोबर आहे, ही कशा पद्धतीने तुम्ही अ, निर्णय घेता?
हां, हां. हं. अ, हे बघा मी अ, काय आहे ना, ते खरं तर डिपेंड करतं विषय काय आहे? अं, कधी-कधी अ, असा असतो ना, की अ, समजा माझं काही वैयक्तिक काही गोष्टी आहे, मी वैयक्तिक काही काम करते, ठीक आहे. आणि जर मला त्यात जर कोणी सांगत असेल, की नाही ही पद्धत चुकीची आहे, ती पद्धत करा. मी त्याच्यावर खरंच विचार करते. को कुठलेही काम असो किंवा काहीही असो. मी विचार करते आणि जर मी विचार करून किंवा त्याच्यावर थोडा रिसर्च करते. क काहीही असू द्या किंवा मी तिसऱ्या व्यक्तीला विचारते. एवढं सगळं करून पण जर अ, मला असं वाटत असेल, की नाही, मी जे करत आली, तेच बरोबर आहे. तर तेच मी करते किंवा जर त्यातनं मला कुठं असं वाटलं, की नाही आपण चुकतोय आणि आपल्याला बदलायची गरज आहे, आपल्याला निर्णय त्या बदलायची गरज आहे, तर मी मग निर्णय बदलते. तर ते माझ्यासाठी खरं खूप सोपं होतं.
हं. हां. अ, हां. हं. हां. अं, बरोबर आहे. हां. बरोबर आहे. हं, हं. मग असं कधी तुमच्याबरोबर झालंय का, की मतभेद निर्माण झाल्यानंतर पुढचा व्यक्ती चुकीचा आहे आणि कितीही चांगल्या पद्धतीनं आपण समजून सांगतोय, शांततेत समजून सांगतोय, तरी त्याला लक्षात येत नाही. मग उग्र रूप धारण करावं लागलं, अशी काही गोष्ट? <chuckles> हां.
हं. हं. हं. असं माझ्या हसबंडबरोबर खूपदा होतं. हे घरात जेव्हा मी इंटेरिअर करत होतो. तेव्हा मी म्हणलेले, की नाही आपण अ, थोडेफार आम्हाला काही अ, चेंजेस हे हवे होते. म्हणजे वॉल्समध्ये किंवा ह्याच्यात. मी खूपदा त्यांना म्हणले, "असं नाही, असं." पण त्यांचं जे आहेत ना, ते थोडे अ, वास्तुशांतवरती थो थोडं जास्तच बिलीव्ह करतात. हां. तर मी नाही बिलीव्ह करत. तर मग ते थोडे आमच्यात त्यावेळेस मतभेद झाले. खूप सांगून, सांगून आणि अजूनपर्यंत ते ऐकायला तयारच नाही आहेत. मी अ, म्हणते ना, पहिले शांत राहिले, परत मी बोलले, परत मी शांत राहिले. पण आता आता मला कळलंय, की आता काहीच फायदा नाही आहे. ते आपल्या मतांशी खूप ठाम आहेत. तर अ, मी आता म्हणले
हां. <chuckles> हां. जास्त विश्वास ठेवतात. अ, हां. हां. <chuckles> हां. हं. मग अशा वेळेस तुम्ही माघार घेता का लढा चालू ठेवतात पुढं? <chuckles>
नाही, आता मी म म्हणले, आता तुम्हाला जे हवंय ते करा. <chuckles> आता काय करणार कारण अ, ते आपल्या मतांशी जर आपल्याला दिसतंय, की ते आपल्या मतांशी इतके ठाम आहेत. तर आता मग मला माघार घेणं, मला असं वाटलं गरजेचं आहे.
<chuckles> होय. मग असं अ, हां. पण स्वतःची बाजू त्यांना व्यवस्थित पद्धतीनं मांडून त्यांना लक्ष देऊन, असं वाटत नाही का तुम्हाला, की मग इथं कुठेतरी कठोर रूप वापरलं पाहिजे आपण आपलं? कारण माझी गोष्ट जर का बरोबर असेल आ, मतभेद निर्माण तर होणार नक्कीच होणार 2 माणसांमध्ये. पण माझं बोलणं जर का योग्य असेल आणि मला तरी पण माघार घ्यायची गरज का लागावी असं तुम्हाला कधी वाटत नाही?
ते <chuckles> अ, हं. हो. हो. ते म्हणतात ना, साम, दाम, दंडभेद सगळं वापरून बघितलंय आणि अ, नाहीच, म्हणजे त्यांचं असं आहे, की नाहीच. आपण जे वा वास्तुशास्त्र त्यांनी सांगितलंय तसंच करायचं. तर मग म्हणाले, "आता बरं तुम्हाला जसं हवं आहे तसं करा." कधी-कधी गिव अप पण नात्यांसाठी कधी-कधी आपल्याला म्हणतात ना ते गिव अप पण करावंच लागतं.
हां. <chuckles> होय. होय आणि हां. हां. बरोबर आहे की आणि असे कोणते एखादी गोष्ट, की आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले, की त्यांनी तुमच्यावर त्यांचे विचार लादले. अशा पद्धतीने तुम्हाला कोण सापडतं का, की तुम्ही मतभेद निर्माण झाल्यानंतर तुम्ही तुमचे विचार त्याच्यावर नाद लादता?
हं. हं अ, हे बघा जेव्हा मला माहिती असते, की नाही मी जे म बोलते आहे, ते अगदी बरोबर आहे. तर मी कधी-कधी समोरच्याला ती जबरदस्ती पण करत असते, की नाही तू माझा ऐकच. तुम्ही बघा तुम्हाला पुढं जाऊन फायदा होईल, होईल तुम्हाला फायदा तुम्ही नाही तुम्हाला लॉस नाही होणार. तर मी कधी-कधी ती पण जबरदस्ती मी करत असते.
हां. हां. <chuckles> हां. हां. होय, मग आता ही जबरदस्ती कोणावर? मुलांवर? <chuckles>
मुलांवरच असते. अ, मुलांवर किंवा अ, हजबंडवर असते पण मला ते माहीत असते की त्यात त्यांची अ, म्हणतात ना त्यात त्यांचाच फायदा आहे, त्यात त्यांचीच भलाई आहे म्हणून.
<chuckles> अं, बरोबर आहे, मग ह्यात तुमचा रोल काय असतो म्हणजे नक्की की म्हणजे, म्हणजे तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने बोलताय त्या पद्धतीनं असं तुम्हाला वाटतं का योग्य? की जर का एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा सशक्त असेल किंवा ताकदवान असेल त्या ठिकाणी आपण माघार घेणंच गरजेचं आहे, असं वाटतं का तुम्हाला?
हं. हो म्हणजे जिथं समोरचा व्यक्ती आहे ना बिलकुल त्या ऐकण्याच्या स्थितीतच नाही आहे, तो आपल्या मतांशी खूप ठाम आहे, तर मग मला असं वाटतं की अशा वेळेस आपण माघार घेणंच ठीक आहे आणि मी तसं क माझे विचार खूप कमीच लादते. मला असं वाटतं की ज्याला-त्याला कळलं पाहिजे तुमच्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे. तर मी अशी तर खूपच कमी लादते.
हं, हं, हं, हं. <chuckles> बरोबर आहे. खरंय, खरंय. नाही, नाही खरं आहे, म्हणजे नाही तुमच्याबरोबर बोलून म्हणजे खरंच की कामात मतभेद निर्माण झाल्यानंतर कशा पद्धतीनं स्वतःचं डोकं शांत ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बाबा डोकं शांत ठेवण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो, की ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की योगा असेल किंवा काय असेल, ह्या गोष्टी असतील आणि ज्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतय की आता किती काही प्रयत्न केला तरी पुढचा माणूस समजू शकत नाही, त्या ठिकाणी नात्यांना महत्त्व देऊन माघार घेणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे म्हणता येईल.
हं. हो. हं. हो. अगदी बरोबर. हं.
म्हणजे बरोबर. म्हणजे थोडक्यात चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळालं ह्या गोष्टीवर की कशा पद्धतीनं मतभेद निर्माण झाल्यानंतर परिस्थिती हाताळावी. म्हणजे बरंच ऐकून छान वाटलं आणि बरीच माहिती मिळाली. तर नक्कीच आपण पुन्हा भेटूयात.
अ, तुमच्याशी पण बोलून अ, खूप छान वाटलं मला. अ, नक्कीच तुम्हाला यातनं काहीतरी तुम्हाला मार्गदर्शन भेटलं असेल ही आशा <giggles> आणि बोलूया आपण. धन्यवाद!
नक्की. चालेल न धन्यवाद, धन्यवाद. हां. धन्यवाद.